हो, हो, निश्चितपणे समाजावरती प्रभाव टाकण्याचं काम हा चित्रपट मला वाटतं खूप अ, करतच असतो. कारण का माहिती आहे का, माणूस प्रभावित होत असतो आणि ज्यावेळेला आपण पिक्चर बघतो, तर पिक्चर हा जो एक्सपिरियन्स असतो, विशेष करून जर आपण थिएटरमध्ये वगैरे जाऊन बघतोय, तर एकदम स्क्रीन मोठी असते. आवाज आपल्याला येत असतात, सराउंड साउंड वगैरे. तर कुठेतरी आपण ते जिवंत, तिथं प्रत्यक्ष अनुभव घेतल्याची एक अ, आपल्याला नाही का अनुभूती येते. आणि असं वाटायला लागतं, की हे सगळं खरंच आहे आणि ते खरं झाल्यामुळं काय होतं ना की त्या खूप आपल्या, एक डीप इम्पॅक्ट आपल्या ब्रेनवरती होतो. आणि जर असं अ पिक्चरमुळे काय होतं ना, मग नेमकं समाजाला ट्रेंड बदलतात, जसं की लोकांची फॅशन चेंज होते किंवा लोकं थोडेसे जागरूकता वाढते, मॉडर्न होतात. म्हणजे आता कितीतरी आपण बघितलं, की आधी अ, लोकं अरेंज मॅरेज पसंत करत होते. पण आता '90ज नंतर बघा, जास्त करून असे लव्ह स्टोरीजचे पिक्चर वगैरे आले. घरातून जाऊन पळून जाणे वगैरे, वगैरे. तर ते पिक्चरमधून कुठेतरी प्रेरणा घेतली ना किंवा साथिया एक पिक्चर आला होता. तर साथिया पिक्चर मध्ये काय दाखवलं होतं? की आधी पळून जा, आधी कोर्ट मॅरेज करायचं आणि मग नंतर सांगायचं. मग हे कितीतरी लोकांनी फॉलो केलं, की आधी लव्ह मॅरेज करून ठेवलं. अ, कोर्ट मॅरेज आहे. आणि नंतर सांगितलं, की लग्न झालं.
बरं. हां. हो. हो, ना. नक्की. जागरुकता वाढते. हं. हो. हो ना. हो ना. हं. हां. <chuckles> हो. लग्न करून ठेवलं आणि नंतर घरच्यांना सांगितलं, म्हणजे कुणी काय करू शकत नाही. हो. तर तुम्हाला काय वाटते म्हणजे
सांगितलं. करू शकत नाही. असे खूप आयडियाज करून घेतात लोकं. <chuckles>
हो ना. तुम्हाला काय वाटते म्हणजे, ह्या विषयावर आपण नक्कीच थोडा अजून बोलू खोलात. पण तुम्हाला काय वाटतंय माहितीये, तुमच्या मतानुसार चित्रपटाचे ना समाजावरले सर्वात मोठे परिणाम कोणते असतात? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, सगळ्यात मोठा परिणाम आणि हे म्हणजे फक्त एकच नाही वेगवेगळे पण असू शकतात. तर काय वाटतंय तुम्हाला?
हो, हो. हं. हं, हं.